स्वतःसाठीच करतोय ना. हेल्थ केअर कोणासाठी आहे? स्वतःसाठी. चांगली झोप कोणासाठी? स्वतःसाठी आहे. आहे ना? चांग चांगलं आरोग्य, चांगलं खाणं कोणासाठी आहे? स्वतःसाठी. काही चांगले छंद लागतायेत तुम्हाला ते कोणासाठी? स्वतःसाठी. मग हे स्वतःसाठी जर करायचं आहे तर मग आपल्याला त्या ह्या ओझ्याला थोडं कमी करावं लागेल. मग प्रत्येकाच्या लाईफमध्ये बर्डन आहे, पण त्यातून निघण्याचेही भरपूर मार्ग आहेत. थोडा-थोडा वेळ प्रत्येक गोष्टीला दिला पाहिजे. ज्या गोष्टीची आवड आहे ते केलं पाहिजे, तर काही छंद असतात, एखाद्याला क्रिकेट आवडतं
हो, बरोबर. हो. बरोबर आहे.
कोणाला डान्सिंग आवडते, कोणाला सिंगिंग आवडते. तर मग त्या गोष्टी करा जेणेकरून तुमचा माइंड पॉझिटिव्ह राहणार. जेणेकरून तुम्हाला एक चांगलं फील येणार. तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत, ते करू शकतो.
हो आणि तुमचं म्हणजे ऑफिस, घर आणि कुटुंबात म्हणजे अशा काही बाउंडरीज म्हणजे सीमारेषा अशा आहेत का? म्हणजे असं तुम्ही म्हणजे कशा आखता त्या?
सीमारेषा कशाबद्दल?
म्हणजे तुमच्या तुमचा जो टाईम आहे ना तुमचं, तर मग तम्ही ऑफिसमध्ये, तुमच्या घरामध्ये हां, कुटुंबामध्ये म्हणजे सीमारेषा कशा आखता तुम्ही? बाउंडरीज कशा आखता?
हं, हं. डेडलाईन? बघा डेड सीमारेषा आखणं म्हणजे कसं आहे ना, की बघा प्रत्येक गोष्टीला आपलं आहे ना मर्यादा आहे. अ, ऑफिसमध्ये पण मी जातोय तर मग तिथे 24 तास काम नाही करू शकत. आणि घरामध्ये पण मी 24 तास नाही बसू शकत, असं आहे ना. ऑफिसमध्ये 24 तास बसलो तर म्हणजे मी गधा आहे तिथे आणि घरामध्ये जर मी आहे ना अ, 24 तास बसलो, तर मग मी बैल आहे, असं आहे की मग मी घरच्यांवर जड झालो असं असतं. तर काय आहे ना, की प्रत्येक जागी आहे ना आपल्या आपल्याला ठराविक आहे. काय आहे ना, की घरी बसून कसं असतं ना, श "खाली दिमाग शैतान का दिमाग" असं बोलतात. तर घरी बसणंही योग्य नाही. तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, प्रयत्न करत राहा. अ, तुम्ही जर काही सीमारेषा आखल्या आहेत, तर मग त्या पुसा आणि ना जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी जर करायचं आहे गोल अ, तुमच्या गोल, स्वप्न जे असतील, त्यांना पुरं करायचं असेल, तर मग ते खोडा. जे काही तुमच्या अवतीभोवती त्या सीमारेषा आखल्या आहेत ना, त्याला खोडा आणि त्यातून बाहेर निघा. बाहेरचं जग बघितलं पाहिजे मला असं वाटतं. माझं तर असं काही आहे नाही पण जर कोणाचं असेल, तर त्यांनी या गोष्टीतून निघायला पाहिजे. कारण की बाहेर आयुष्य खूप सुंदर आहे, खूप चांगले लोकं आहेत. त्यांना भेटून आपल्यालाही समजतं की ते कसं स्वतःला टाईम देतात, तसं आपणही दिलं पाहिजे.
हो. बरोबर आहे. <chuckles> हो, हो, हो. हो ते पण बरोबर आहे. बरोबर आहे. हो बरोबर आहे. खरंच तुम्ही म्हणजे एकदम सोप्या पद्धतीमध्ये स्वतःसाठी कसा वेळ देता येईल याबद्दल मला सांगितलं. खरंच अ, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.
हं.
आभार तुमचे.
तुमच्याशीही बोलून मला छान वाटतं. थँक यू आणि खरंच तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल तुमचेही खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद. तुमचेही खूप खूप धन्यवाद.